असं कधी-कधी होतं, की आपल्याला अचानक कधीतरी विचार पण कधीही केलेला नसतो, काय घडणार आहे? आणि जसं काही प्लॅनिंग पण केलेलं नसतं आणि असं काही कल्पना पण नसते, की एखादी संधी आपल्या समोर येईल आणि त्या संधीचं पुढे काय होणार म्हणून? असं तुमच्या बरोबर झालं का कधी, की अचानक काहीतरी अशी संधी समोर आली आणि ह्या मिळालेल्या संधीमुळे ना तुमचं करियरच बदललं; तर ते कसं झालं सांगणार का?
बरोबर आहे. नक्कीच, नक्कीच. अ, झालं असं होतं की मी सहज म्हणून माझ्या, म्हणजे कॉलेजची जी फ्रेंड होती, आम्ही एमसीएपर्यंत सोबत होतो आणि नंतर आमच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या, म्हणजे आम्ही जॉ जॉब वगैरे करायला लागलो होतो वेगवेगळ्या ठिकाणी. तर सहज तिचा कॉल आला आणि तिने मी तिला विचारलं, की "काय चालू आहे?" तर ती सांगितलं, की "मी एका कंपनीमार्फत एका स्कूलवर एएस अ कॉम्प्युटर इन्स्ट्रक्टर म्हणून जॉब करते आहे आणि इथं आहे असं की पुढे जाऊन इथे परमनंट होण्याचे चान्सेस आहेत." तर मी तिला सहज विचारलं, "अरे वाह! मला सुचवशील किंवा का किंवा सांगशील का?" तर ती म्हणाली, "ठीक आहे, मी आमच्या रिजनल कोऑर्डिनेटरशी बोलते, मग जेव्हा इंटरव्ह्यू होतात तेव्हा तुला कळवते." मग 5-6 दिवसानंतर तिचा कॉल आला, की "यवतमाळला इंटरव्ह्यू आहे, तर येशील का?"
हं. हो. बरोबर, हो, हो. बरोबर. बरोबर. अरे वाह!
हं, तर अ, आणि तिनी डॉक्युमेंट वगैरे कॅरी करायला सांगितले, जे आवश्यक होते तर ते. मग मी तिथे गेले अ, सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला तो खूप छान गेला आणि मग मला चटकन नोकरी मिळाली. विश्वासच बसला नाही की हो. अ, इतका छान इंटरव्ह्यू गेला आणि क्रॅक पण केला आणि नोकरीही मिळाली. खूप म्हणजे आश्चर्याचाच धक्का होता.
हम्म. काय म्हणता? हां. अरे वाह! म्हणजे असं तुमच्या मनात असं काही जेव्हा तुम्हाला ती संधी मिळाली किंवा जेव्हा तुम्ही त्या ठिकाणावर गेले तुम्हाला 5-10 मिनिटांपूर्वी जरी अशी काही तुम्हाला भणक का कल्पना होती का की काय होणार आहे म्हणून? का अशी कशी संधी तुमच्या समोर म्हणजे जसं म्हणतो ना की उघडल्या गेली.
हं, हं. अ, सांगायचं झालं तर ना, असं मला वाटलंच नव्हतं की माझं सिलेक्शन होईल बा. फक्त इतकं माहीत होतं की आधी म्हणजे लेखी अ, ऑनलाईन परीक्षा होणार त्यानंतर आपला इंटरव्ह्यू घेण्यात येणार आणि आपल्याला जे मार्क्स काउंट होतील, त्यानुसार आपल्याला नोकरी मिळेल. सपोज आपण त्यामध्ये पास झालो तर.
हं. बरं. मग अशा वेळेस सांगा मला की त्यावेळी ना, तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? म्हणजे तुम्ही घाबरले होते, की उत्साहित होते, की जसं म्हणतो ना, उत्साहामध्ये मी उडायलाच सुरू झाली. काय होतं नेमकं तुमची भावनात्मक अ, रुची काय होती तेव्हा, सांगणार का?
तर अ, <chuckles> <inhales> नक्कीच. अ, इंटरव्ह्यू आता ऑनलाईन जी एक्झाम होती, ती तर देऊन दिली आणि तिथूनच अर्ध्या-पाऊण तासानंतर इंटरव्ह्यू होणार होते. तर अ, खूप घाबरलेली होती मी, म्हणजे भीती वाटत होती की ते जे इंटरव्ह्यूवर होते ते कुठले प्रश्न विचारणार आणि प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्याची उत्तरे येतील की नाही? पण ना, जसे त्यांनी अ, क्वेशन वि विचारायला सुरुवात केली, मी पण उत्तर देत गेले आणि मग अ, जे उत्तरे येत असल्यामुळे थोडीफार जी भीती होती ती कमी झाली होती, नाही का? पण अ, जेव्हा इंटरव्ह्यू संपला त्यानंतर परत भीती वाटायला लागली की आपलं सिलेक्शन होईल की नाही होईल. मग अ, काही वेळानंतर एक यादी बोलव अ, म्हणजे स जाहीर करण्यात आली आणि त्यांनी आम्हाला आतमध्ये एका रूममध्ये बोलावलं तिथे सगळ्यांना बस आणि सांगितलं की तु मचं सिलेक्शन झालेलं आहे. तर ना उत्साहाच्या भरात उड्या मारणं ज्याला म्हणू, नाही का, तर असं व्हायला होतं.
बरोबर. हो ना. हो. हो. हं. बरं. हो का? म्हणजे एकदमच तुम्हाला म्हणजे कल्पना पण नव्हती, की असं काही होणार होतं म्हणून. अशा वेळेस तुमच्या कुटुंबाची काय प्रक्रिया होती हो?
हं. नक्कीच. तिथून मग जेव्हा माझं सिलेक्शन झालं असं कळलं आणि अपॉइंटमेंट ले लेटरसुद्धा एका तासानंतर मिळालं ना, एकदम म्हणजे सुरुवातीला तर थांबले होते. म्हणजे आम्हाला जेव्हा सांगितलं, की तुम्हाला काही वेळानंतर लेटर देणार अ, देण्यात येत आहे बा आणि मग तुमचं कुठल्या, म्हणजे कुठल्या ठिकाणी तुम्हाला रुजू व्हायच आहे हे पण कळवण्यात येईल. तर थोडा वेळ थांबले. जेव्हा अपॉइंटमेंट लेटर मिळालं आणि तिथे बघितलं, की जे डिस्टन्स होतं ते अगदी 25-30 किलोमीटर अंतरावर होतं माझ्या घरापासून. अ, तर खूप आनंद झाला. घरी फोन केला. सांगितलं की नाही, मला "माझं सिलेक्शन झालाय आणि मला नोकरी मिळाली आहे." तर त्यांना खूप म्हणजे, खूप आनंद झाला होता. जसा, जेवढा की मला आनंद झाला होता तेवढाच माझ्या घरच्यांनासुद्धा आनंद झाला होता. ते म्हणाले, "की ठीक आहे. तुझं काम झाल्यानंतर निघ लवकर आणि निघाली की फोन कर घरी, घ्यायला येईल." मी स्टॉप माझ्या दादाचा कॉल होता, "की मी तुला घ्यायला येईल." मी म्हटले, "ठीक आहे." खूप आनंद होता, खूप उत्साह होता. <chuckles>
बरं. हो ना. अरे वाह! हम्म. अरे वाह! हो. मग अशा वेळेस बघा ना, कसं होतं, की तुम्हाला आता ही संधी भेटली आणि मग तुमचं करियर बदलला ह्यामध्ये. तर तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला सोडून द्याव्या लागल्या का? म्हणजे जसं म्हणतो ना, की तुम्हाला दुसऱ्या शहरात तुम्हाला राहावं लागलं का नातेवाईकांशी दूर, कुटुंबाशी दूर आणि मग जी जुनी नोकरी होती ती सोडून नवीन नोकरी. तर अशा वेळेस म्हणजे ह्या प्रक्रियेला तुम्ही कसं सांभाळलं? आणि तुम्हाला काय काय गोष्टी सोडाव्या लागल्या?
नक्कीच. हो. हो. तर सोडायच्या गोष्टी झाल्या तर जुने जे कलीग्स होते जिथे मी आधी जॉब करत होते, तिथल्या कलीग्जला सोडावं लागलं. नक्कीच आपण तिथे रूळलेलो असतो त्यामुळे त्यांना सोडताना थोडंफार आपल्याला दुःख होतच असते. पण अ, नवीन ठिकाणी रुजू होण्याचा आनंद पण असतो. त्यामुळे काही दिवसानंतर ते दुःख काही प्रमाणात का होईना कमी होतं आणि नवीन मित्र-मैत्रिणी भेटली की परत पुन्हा ते रुटीन चालू होतं, नाही का.
अं, बरोबर, हो. हं. बरोबर, हो.
तर अ, आता परिवाराच्या दृष्टीने सांगायचं झालं तर अ, अ अंतर फारसं नसल्यामुळे काही स्थलांतरणाची वगैरे काही गरज पडली नाही. तर घरूनच जॉब करता आहे य म्हणजे अप-डाउननी सहज शक्य होणार होतं त्यामुळे घरूनच केला. आणि थोडाफार प्रवासाचा मात्र प्रश्न आला म्हणजे रोज अप-डाउन करावं लागत असायचं, बसनी अप-डाउन नंतर रिक्षानी आणि तेही ग्रामीण भागात असल्यामुळे थोडी ओढाताण होत होती. पण येण्या-जाण्याच्या सगळ्या सोयी असल्यामुळे खूप सुलभ झालं आणि, एका कॉम्प्युटर इन्स्ट्रक्टरचा स्कूलवर जॉब असल्यामुळे तिथलं जे वातावरण होतं ते खूप प्रसन्न वाटायचं म्हणजे विद्यार्थी यायचे, बोलायचे, त्यांना शिकवायचं खरंच खूप छान वाटत होतं आणि जो स्टाफ होता सोबतचा तो पण खूप असा छान असल्यामुळे छान वाटत होतं.
हं. बरोबर, हो. हं. हो. हो का? अ, हो. म्हणजे असे फ्रेंडली स्टाफ होते आणि म्हणजे जेणेकरून तुम्हाला असं नाही वाटलं एकदम, घरापासून खूप लांब आहे मी, कुटुंबापासून लांब आहे आणि जुन्या नोकरीपासून भरपूर आता मी लांब गेली. असं नाही म्हणजे नवीन वातावरणात पण त्यांनी तुम्हाला स्वीकारलं असंच झालं का?
<chuckles> हो, हो. एकदम पॉझिटिव्ह वातावरण फक्त एक असं होतं, की ज्या शाळेवर जॉब मिळाली होती, तिथले मुख्याध्यापक जरा थोडे कडक होते, पण अ, सुरुवातीला थोडं जड गेलं, पण जसं एखाद महिना झाला. त्यांनी मला थोडं समजून घेतलं कशा प्रकार, शिकवत आहे, कशा प्रकारे विद्यार्थ्यांशी बोलत आहे हे सगळं ऑब्झर्वेशन करून मग ते पण नॉर्मल झाले. आणि आता ते थोडे वयस्क असल्यामुळे थोडा डिफरन्स अ, असतोच पण ते मग खेळीमेळीचं वातावरण निर्माण झालं आणि सहजरीत्या पूर्ण शक्य झालं.
हो. <chuckles> हो. हं. छान. छान, छान. मग ह्या बदल हा जो घडला ना, त्यामध्ये बघा ना तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुमचा हा बदल घडला आणि तुमच्या नोकरीमध्ये करिअरमध्ये हा बदल घडला. तर अ, ह्यामध्ये तुमच्या कुटुंबात, गावात, शहरात आणि उम्म तुमच्या मानसिक स्वास्थ्यामध्ये काय फरक पडला जरा सांगणार का थोडक्यात?
हं, हं. नक्कीच. एक शिक्षक म्हटलं तर कसं एक जबाबदारी व्यक्त अ, व्यक्ती म्हणून आपल्याकडे बघण्यात येते नाही का? तर अ, अगदीच मी कॉलेज पासआउट झालेले आणि राहणीमान समजा जीन्स-टॉप घालणारी मुलगी एकदम म्हणजे सलवार अं, कुर्ती किंवा असं नाही का राहणीमान बदललं. राहणीमानाबरोबर विचारसरणीसुद्धा बदलावी लागते आपल्याला नाही का? म्हणजे कुठेतरी आपण एक मॅच्युअर्ड व्यक्ती असल्यासारखं वागावं लागतं म्हणजे येतोच आपल्याला हळू-हळू तो मॅच्युअर्डनेस. तर हे जे बदल झाले ते खूप छान होते आणि हा समजदारपणा वाढला म्हण इथूनच म्हणता येईल की माझं व्यक्तिमत्व घडण्यास इथून मदत झाली बा, हे जे वातावरण होतं त्यामुळे. आणि जो कलीग स्टाफ होता तो थोडा वयस्क असल्यामुळे त्यांचे अनुभव ते जे शेअर करत होते ते सगळं म्हणजे शिकण्यासारखं होतं एकंदरीतच आणि ह्या सगळ्याचं वैयक्तिक अ, अ, म्हणजे आपल्यामध्ये सुधारणा होण्यासाठी खूप मदत झाली असं म्हणावं लागेल.
बरोबर, हो. हो ना. अगदी बरोबर. हो. हं हं. बरोबर. म्हणजे तुमच्या मानसिक स्वास्थ्यमध्ये पण असं काही नकारात्मक नाही घडलं, सकारात्मकच घडलं, हो, या संधीमुळे. मग आज जेव्हा तुम्ही परत ह्या गोष्टीला तुम्ही बघता ना मागे वळून, तर तुम्ही त्यावेळी स्वतःला काय सल्ला देऊ शकाल? आणि अशी काही म्हणजे अचानक अ, संधींना कसं ओळखायचं? कसं तयार राहायचं? असे कुठले पावलं उचलायचे हे जरा थोडक्यात सांगणार का?
हं. नकारात्मक. नक्की, नक्कीच सकारात्मकच. आणि विद्या हं. नक्कीच जेव्हा आपल्याला एखादी संधी मिळते ना त्यावेळी म्हणजे ती चांगली आहे की नाही बा, हे म्हणजे आपल्याला ओळखणं फार गरजेचं असते. कधी-कधी काय होतं की पैशांचा विषय नसतो पण काही-काही संधीच अशा खूप छान असतात की म्हणजे तिथून आपलं मानसिक आरोग्य सुधारणार असते, आपल्याला शिकण्यासारखं खूप काही असते आणि आपलं व्यक्तिमत्व थोडंफार सुधारण्यासारख्या संधी असतात. तर अशा संधी, त्या वेळेवर ओळखणं फार गरजेचं असतं नाही का? अ, म्हणजे काय होतं कधी-कधी आपल्याला संधी मिळते पण आपण त्याचं सोनं करू शकत नाही. तर असं पण नको व्हायला म्हणजे संधी मिळाल्यानंतर आपण ते ॲक्सेप्ट करणं किंवा बऱ्याच लोकांचा असा म्हणजे असा प्रॉब्लेम असतो, की आपल्याला जे वातावरणात आपण राहिलेलो असतो तेच वातावरण आपल्याला खूप छान वाटतं आणि नवीन ठिकाणी जायला ते घाबरतात. हं, नक्कीच.
बरोबर, हो. बरोबर. हो. हम्म. अगदी बरोबर. हां. हं. सोडायचं नसतं ते जुनं वातावरण. हो. एकदम बरोबर बोलले तुम्ही, हो. भीती असते मनात.
तर कुठेतरी नक्कीच कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं फार गरजेचं असतं, नाही का?
हो. हे म्हणजे तुम्ही बघा ना किती छान प्रकारे तुम्ही ह्या गोष्टीला समजावलं, की अचानक कुठली मिळालेली संधी त्याला ओळखणं आणि त्याला हातातून जाऊ न देणं त्याच्यावरती ॲक्शन घेणं ताबडतोब. काही का असेना सुरुवात करणं, पाऊल ठेवणं समोर, तर ह्याने करियर बदलतं, आयुष्य बदलतं, नोकरी, किती-किती गोष्टी बदलतात. खूपच छान वाटलं मला तुमच्याशी बोलून आपण परत नक्कीच भेटूयात. धन्यवाद तुम्हाला.
मलाही खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. परत नक्की भेटू. खरंच खूप खूप आपले आभार. धन्यवाद.